हं.
असं झालं त्याचं आणि दुसरं असं आहे की एक फायदा सांगतो तुम्हाला मी, अ, बघा आता काय केलं ना, प्रधानमंत्रींनी काय केलं ना, शेतकऱ्यांसाठी सरळ अ, डी-बी-टी आले म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट असं त्याचा पूर्ण लाँग फॉर्म आहे. म्हणजे सरकार काय करते की डायरेक्ट तुमच्या बँकच्या अकाउंटमध्ये सरळ-सरळ पैसे पाठवून देते आणि तुम्हाला मोबाईलवर एस-एम-एस येऊन जातो, की अ, तुमच्या अकाउंटमध्ये इतके-इतके पैसे जमा झालेले आहेत. जसे प्रधानमंत्रीची जी एक योजना आहे, शेतकऱ्यांसाठी किसान सम्मान निधी म्हणून, तर त्यामध्ये डायरेक्ट प्रधानमंत्री पैसे पाठवून देतात अकाउंटमध्ये. म्हणजे बघा ना मधातले जे पहिले काय होतं की अ, पहिले ज्या गव्हर्नमेंटने असं सांगितलं होतं, की वरून नाही का मी ₹100 जर का अ, दिले ना तर खाली ₹10 पोहोचतात. म्हणजे मध्ये नाही का खूप लोकं असे करप्शन करून-करून, करून-करून खालीपर्यंत <chuckles> तर अ, या डिजिटल पेमेंटमुळे काय झालं ना, करप्शन इतकं कमी झालंय ना, तर म्हणजे सरळ-सरळ अ, लोकांच्या अकाउंटमध्ये जितके पैसे टाकले इतके सरळ-सरळ येऊन जातायत. म्हणजे हे मला खूप छान वाटलं त्याच्यातून.
हां. हं, सांगा ना. अ, हां, हां. हां, हां, हां. हं, हं, हं. हं. तेच ना, हो, हो. तेच तर. <chuckles> हां. हं, हं, हं, हं. हो. पण खूप वेळेला काय होतं ना, की पहिल्यांदा जसं तुम्ही म्हटलात, की कॅश जर ठेवली तर चोरीची भीती असायची, "बापरे! चोरी झाली तर?" पण आता डिजिटल जरी झालंय, तरी ही भीती असे अ, असतेच ना हो, की बाबा माझ्या ऑनलाईन जसा फ्रॉड तुम्ही आता सांगितलंत की अ, पैशांची चोरी होऊ शकते, सो अ, लोकांनी काय गोपनीयता किंवा काय सुरक्षितेबद्दल अ, काळजी बाळगली पाहिजे? काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे अ, त्यांचा पैसे चोरीला जाणार नाहीत किंवा डेटा मिस्यूज होणार नाही किंवा ट्रॅक होणार नाही, की काय करत आहेत. तर हा जो अ, धोका आहे तो कसा टाळला पाहिजे?
हां. हां. हां. बरोबर, बरोबर. हां. हां, हां. बरोबर, हां. हां, हां, हां. बरोबर. हां.

हां. बघा जे सामान्य लोक आहेत ना, ते एवढे शिकलेले नाहीत किंवा अ, जे आपले साधारण कामं करतात जसे की भाजी-पालावाला असेल किंवा कुठे आपण काही सामान्य गोष्टी घ्यायला गेलो जसं स्ट्रीटवर बसणारे काही लोकं असतील त्यांच्याकडे, सामान्य दुकानदार आहे तर अ, अ, यांच्यामध्ये कसं झालंय ना, की खूप वेळा काय होतं की आता जी युवा पिढी आहे ना, ती अशी पैसे ठेवत नाही जवळ, तर त्यांना काही घ्यायचं असेल अडी-अडचणीमध्ये तर अ, अ, ते कोणत्या पण दुकानावर गेले सामान्य दुकानावर आणि त्याच्याकडे जर ती व्यवस्था नाही आहे समजा डिजिटल पेमेंटची तर अ, च्या गिर्हाईकवर त्या इफेक्ट जास्त होतो त्याचा म्हणजे त्याची गिर्हाईकच कमी व्हायचे चान्सेस जास्त असतात तिथे. बरोबर ना? तर त्यांनी जर का ह्या सगळ्या गोष्टी ठेवतात आता ठेवत आहेत म्हणजे इव्हन भाजीपाला बघतोय मी इथे तर मी 1-2 असे रील बघितले की भिकारी पण स्वतः जवळ ते <chuckles> म्हणजे अ, विचार इतकं म्हणजे ते डिजिटल आहे, एकदम अ, या पातळीपर्यंत अ, गेलेलं आहे सध्या. हां, तर याच्यामुळे काय होत की सहजरित्या व्यवहार होऊ शकतात. आपण सगळ्या गोष्टी घेऊन येऊ शकतो. आणि दुसरी त्याच्यामध्ये भीती पण अशी आहे की हे लोक जे असतात ना, हे जास्त शिकलेले नसतात बघा. म्हणजे अ, यांना ज्याबद्दल अशी पूर्ण माहिती नसते की अ, अ, पेमेंट झाली आहे. मग मोबाईलमध्ये चेक करायचं किंवा एस-एम-एस येत असतो. अ, याच्यामध्ये एवढं ते जागरूक नसतात. मग कधी-कधी त्यांना कोणी मूर्ख पण बनवू शकते, त्यांच्याकडून होऊ शकते आणि मग त्यांना पेमेंट पण अ, करणार नाही तो मूर्ख बनू शकते ना, ही पण त्याच्यामध्ये भीती आहे असं.
हं. हां ना. हं. हां. हं. हं, हं. हो ना. हां. हं. हां. ए हो, हो ना. हां. <chuckles> अरे बाप रे! <chuckles> हां, हां. अ, हां ना. <chuckles> हो. हं, हं, हं. हां. हं, हं, हं, हं. हां. हो ना. हं, हं, हं, हं, हं. हो.